आपल्या घरांमध्ये अशा भरपूर काही वस्तू असतात, की ज्या फार महत्त्वाच्या असतात. आणि ज्याची आपण खास देखरेख घेत असतो. आणि अशातलीच काही वस्तू अशा आहे, की जे आपण जेव्हा घरातून काही कामानिमित्त बाहेर जातो, तर त्या वस्तूंककडं आपलं फार ध्यान असतं, की बाबा ही वस्तू आपल्या घरातली फार महत्त्वाची वस्तू आहे. ती व्यवस्थित बंद झाली आहे का, का नाही झाली आहे? ती वस्तू म्हणजे आपल्या घरातलं कपाट म्हणा. त्या कपाटामध्ये जे आहे ना आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अशा ठेवलेल्या असतात. तर मग मला एक विचारायचं आहे की तुमच्या घरातल्या कपाटामध्ये सगळ्यात महत्वाचा आयटम काय आहे जो तुम्हाला फ फार महत्वाचा वाटतो आणि त्याचा तुम्हाला खास काय म्हणतात की त्याला
महत्त्व आहे.
एक प्रेम, एक भावना आहे, महत्व आहे. काही सांगता येईल?
हो, हो. तर नक्कीच मला सांगता येईल, की माझ्या कपाटामध्ये सगळ्यात महत्वाचं आयटम कोणतं आहे, है ना. तर आम्ही पाहिलं तसं खोलून पाहिलं तर तुम्हाला भरपूर आयटम दिसतील, की जे महत्वाचे वाटू शकतात. आणि त्याच्यापैकी आम्ही काही गोल्ड ठेवलेलं आहे, काही पैसा ठेवलेला आहे तिजोरीमध्ये.
अगदी बरोबर.
आणि काही ठिकाणी चांगले कपडे आठवण म्हणून लग्नाचे कपडे म्हणून आमचे अजून तसेच आहे. कोट वगैरे. आणि ह्या सर्वांसोबत अ, भरपूर गोष्टी आहेत की ज्या खूप अ, म महत्वाच्या आहे, आवडीचे आहे. डॉक्युमेंट्स आहे कॉलेजचे, शाळेचे. अजून अ, प्रॉपर्टीचे एक कागदोपत्र आहेत. कपाट म्हटलं की तिजोरीच म्हणता येईल नेमकं आणि <chuckles> हां, हां.
<chuckles> हो, नक्कीच. एक तिजोरीच म्हणता येईल. पण मला एक विचारायचं की ह्या तिजोरीत अशी काही भावनात्मक वस्तू आहे का? की जी जुनी, की ती वडीलोपार्जित त्याची काही आठवण आहे किंवा मग अशी काही वस्तू की ज्याची तुम्हाला म विशिष्ट प्रकारे काय ज्या वस्तूबद्दल तुम्हाला फार प्रेम आहे अशी एखादी वस्तू?
हो, हो. हे पहा. काही वस्तू वगैरे तर नाही म्हणता येणार. पण जे जी जी गोष्ट सगळ्या गोष्टीची आठवण करून देते ती आहे. ती म्हणजे आमच्या अ, जो फोटो अल्बम आहे ना तो आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या आठवणी आहेत माझ्या म्हणजे अगदी एक, एक फोटो जरी उलगडलं ना, तर पूर्ण त्याच्यामागे आपण अ, 3-3 तास पाहू शकतो म्हणजे अशा कथा उलगडतात. आणि ते एक कुणी जो पिटाराचंच आहे, पिटाराच आहे समजा. अशा प्रकारचा आहे तो.
अरे वाह! अरे वाह! फारच छान. मग त्या पिटाऱ्यामध्ये काय-काय खास आठवणी दडलेल्या आहेत? काही सांगू शकणार का सविस्तर?
हं, हं. हं. हो. त्या पेटीमध्ये ना समजा मी पहिल्यांदा पानावर पाहतो ना, आम्ही सीरीजवाईज आहे ना, सगळे फोटो लावलेले आहेत. मग अ, आमचे लहानपणीपासूनचे फोटो तर मोठ्या होईपर्यंत किंवा कामाचेमध्ये जॉबचे आणि नंतर शेवटी आत्ताचे जे चालू फोटो आहेत ते चालू लावलेले आहेत. म्हणजे असे सगळे सीरीज आहे. तर आम्ही त्याच्यात पाहतो की लहानपणीची परी अ, परिस्थिती लहानपणीच घर, जन्म झाल्यावरचे फोटो त्याच्यानंतर अ, थोडे मोठे झाल्यानंतरचे फोटो, त्याच्यानंतर वडील बाहेर काम करायचे तिकडचे फोटो अन मग आम्ही मोठे होतानाचे असे फोटो एक वन बाय वन बाय वन असे लावलेले आहेत आम्ही. तर त्याच्यामध्ये आहे ना, सगळ्यात महत्वाचा फोटो म्हणजे आम्ही लहानपणी एक काढलेला आमच्या आईसोबत. अ, एका जत्रेच्या ठिकाणी काढलेला फोटो आहे तो. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्यावेळेस म्हणजे फोटो काढणं खूप मोठी गोष्ट होती आणि तो पण फोटो का कलर फोटो काढणं. आणि त्यावेळेसपण म्हणजे तो फोटो यायचा 15 ₹10- ₹15 ला मला वाटतं 7 का ₹8 ला यायचं. असं जर आम्ही समजा प 30 वर्षापूर्वीची गोष्ट जर म्हटली तर त्यावेळेस 30 नाही 25 वर्षापूर्वीची गोष्ट, तर त्यावेळेस ते तो फोटो काढलेला असू शकतो मला वाटतं. आणि त्यावेळेस समजा ते पैसेपण खूप जास्त होते. अ, ₹500 सारखे ₹10 होते त्यावेळेस.
खूपच छान. अरे वाह! फारच छान. अरे वाह! अरे वाह!
आणि त्यावेळेस हो.
अरे बाप!
कारण की पैसे महत्त्व होतं ना त्यावेळेस. ₹10 म्हणजे तुम्ही ₹10 त पूर्ण बाजार करून आणू शकता, अशातला भाग होता.
अगदी बरोबर, आता दहा रुपये त ₹10 त तर चॉकलेटसुद्धा येत नाही.
त्यावेळेस ते एक, हं. अ, हां. त्यावेळी चाराने, आठाने, 5 पैसे चालायचे. तर मला माहिती आहे ते 5 पैसे चालतानाची गोष्ट. तर अ, म्हणजे त्यावेळेसचं अ, तो आठवून देणारा फोटो आहे, की म्हणजे जत्रेमध्ये जात असताना आम्ही मग माझ्या आईनी, आम्हाला फोटो काढण्यासाठी नेलं. माझ्या भावासोबत, माझ्यासोबत आणि आईनी आम्हाला अं, न आम्ही तिघं बसलेलो आणि त्याच्यावरती ते आईने फोटो काढला होता आमचा. आणि तो फोटो पाहिला, की अगदी आम्ही गडून जातो त्याच्यामध्ये. एक खूप जुना फोटो आहे, खूप आवडीचा फोटो आहे आणि ते पाहत असताना म्हणजे आपला जीवन प्रवास कसा आहे ना आत्ताचा जर डायरेक्टली आत्ताचा शेवटचा फो फोटो जर पाहिला, तर तो कसा आहे, म्हणजे काळ आमच्या जीवनावरती किती इफेक्ट टाकतो आणि कसे-कसे बदल होतात. त्यावेळेस एकीकाळी काहीच खायला भेटत नव्हतं, काही नव्हतं जेवण व्यवस्थित नव्हतं. आमच्याकडे एकच टाईमचं जेवण बनवायचं, 2 टाईमचं जेवण आम्हाला कधी जास्त आठवत नाही. आणि अशी परिस्थितीमध्ये आम्ही राहिलेलो. ते आम्ही ते घर पाहिल्यानंतर, आमच्या झोपडीचा एक फोटो आहे तिथं.
अरे.
आणि आजोबांकडे राहायचो. वडील मिलक्ट्रीत होते आमचे. आणि आई, आम्ही आणि हे सर्वजण आम्ही राहायचो तिथे एकदा. हो. म्हणजे खेड्या टाइप घरामध्ये, खेड्याच्या तिथे, गावाच्या तिथं. असं होतं ते. हं, हं.
अच्छा. नक्कीच. म्हणजे फार भावनिक आठवणी आहे तुमच्या त्या फोटोशी की यांनी काय आहे ते पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थिती याच्यात घडलेला जो बदल आहे किंवा मग ज्या पद्धतीनं आता जसं जीवन सुरळीत चालू आहे, की म्हणजे ह्या सगळ्या एकूण तरी चांगल्याच आणि भावनिक आठवणी आहेत तुमच्या त्या. मग याच भावनिक आठवणींमध्ये असा एखादा काही फोटो आहे का जेणेकरून जे जो फोटो पाहिल्यावर तुम्हाला नकळत तुमच्या चेहऱ्यावर हसू येतं किंवा तुमच्यासोबत अ, कधी हा फोटो घरच्या मंडळींसोबत बघायला बसलेत आणि मग बघता-बघता तो फोटो आला, तर मग सगळ्यांना थोडीशी गंमत वाटते किंवा मग तुमचे अ, तुमची काय म्हणतात ते? विनोदी पद्धतीने थट्टा करायला लागतात, असा एखादा फोटो आहे का?
हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं. हो, आहे ना आहे. तिथं अ, माझं मी ज्यावेळेस 8वी-9वी ला होतो ना. आमच्याकडे एन-सी-सी, अ, होतं एन-सी-सी म्हणजे काय माहिती आहे का? एन-सी-सी म्हणजे ते अ, शाळेमध्ये यांना प्रशि म्हणजे पोलिसाचं प्र हे मिलिटरीचं जसं प्रशिक्षण राहतं ना, त्याचा भाग म्हणून तो एन-सी-सीचा कार्यक्रम नॅशनल कँडिडेट कोर कोर्स असं काहीतरी होतं ते.
अच्छा.
म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये भाग घेतला, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येईल किंवा तुम्हाला देशाविषयीचं प्रेम जागरूक होईल. त्याच्यामध्ये लेफ्ट राइट अजून त्याच्यामध्ये सर्व गोष्टी पण त्याच्यामध्ये आमचं काय
अच्छा.
त्यावेळेस आम्हाला सगळ्या हाफ-हाफ पँटी द्यायची. एकदम हाफ. आणि ते घातल्यावरती आम्हाला खूप हसू यायचं. कारण की हाफ पँट कधी घालत नव्हतो आम्ही आणि हाफ पँटीवरती ते शाळेत जायचं आणि ते पँटवर शर्ट.
<chuckles> हो. अ अरे! हां, 9वी-10वी 9वी-10वी मध्ये तर असं थोडंसं हे वाटायचं हाफ पॅन्ट घालायला आता तर फॅशन झाली. पण मला असं अजूनही आठवतं की त्यावेळेस हाफ पॅन्ट जे आहे की म्हणजे दुसरी तिसरी चौथी पर्यंतचे असतील.
हं, हं. हं, हं. गरीबीचं तर हां, हां. आणि ते लहान मुलासारखं वाटायचं आणि ते आम्ही हाफ पँट घालून करायचो. त्याच्यामध्ये काय झालं माहिती का सरांनी सगळ्यांची बुटं वाटले. बूटं वाटलेले होते आणि माझं पाय जास्त मोठं आहे समजा इतरांपेक्षा माझी हाईट पण पहा. जास्त असल्यामुळं माझ्या काही साइजचे बूटच नाही भेटले. सर म्हणे, "तू तसंच अ, चपलीवरतीचं परेड करायची म्हणे आपल्याकडे बुटं नाहीत." <laughs> तर मग अ, तो एक हो अ, असं आठवण आहे माझी. आणि तेव्हा काय झालं 15 ऑगस्टच्या वेळेस मी पाहतो सगळे सूट-बीट हाफ चड्ड्या घालून एन-सी-सी कॅंडिडेट उभा आणि त्याच्यात मी एकटा चप्पल घालून. आणि मी जाताना लगेच ते असं राहतं ना, सगळे आल्यावरती आम्ही सॅलुट मारायचं जशी ती परेड चालते तशी. हां. हां, हां. आणि ते तो त्यावेळेचा मला फोटो भेटलेला आहे, तो शाळेतला आणि तिथं मी पाहिलं तर माझ्याकडं आणि मी पाहतो तो सगळ्याबरोबर सगळ्या पोरांच्या पायात बुटं आणि माझ्या पायात चप्पल आणि ती हाफ पॅन्ट आणि मी सॅलुट मारताना इकडं. तर म्हणजे मला पाहून ते हसू येतं की म्हणजे काय परिस्थिती होती आणि चपलावरती मी एकटाच विद्यार्थी होतो असं पूर्ण वर्गामध्ये. सर तर म्हणे म्हणजे "आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये आपलं फक्त तू चपलावरती एकटाच राहणारा विद्यार्थी," आहे म्हणे. तर अ, <chuckles> हाईट असल्यामुळे मला ते अजून पण शब्द आठवतात. आणि तो अगदी मला त्या शाळेच्या दिवसाच्या आठवणीमध्ये घेऊन जातो तो फोटो आणि कधी-कधी खूप हसू येतं. तो फोटो पाहून म्हणजे मजाच यायची. आणि ते चप्पल कधी-कधी ते असं आपण लेफ्ट-राइट करतांना, पाय वर-खाली करतांना, कधी-कधी पडून पण जायची, तर म्हणजे त्या चपलीच्या ते चप्पल घालून खूप अ, मजा केलेली आहे, समजा त्या परेडमध्ये मी एकट्यानेच. आणि दुसऱ्यांचे पाय दुखून जायचे बुट घालून. पण आपण लई मस्त त्यांच्या समोर चप्पल काढून बसायचं. असा पण भाग होता. म्हणजे भरपूर आठवणी आणि तो पाहिलं की मला सर्व गोष्टीची आठवण येते म्हणून तो माझ्यासाठी सर्वात महत्वाचा फोटो आहे. किंवा हसायचा फोटो आहे.
अरे बापरे! <chuckles> मग? हो. हां. जे प्रमुख अतिथी पाहुणे आल्यावर. अरे बापरे! <chuckles> <chuckles> नक्कीच. नक्कीच, मलाही फार <chuckles> अ, मलाही फार अ, मलाही फार छा छान वाटलं. जेव्हा तुम्ही त्या फोटोबद्दल सांगितले तेव्हा. माझ्या काही जुन्या आठवणी मला डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात. पण मला एक विचारायचं आहे, मग आता ह्या अ, ज्या आठवणी आहेत, तुमच्या हा जो फोटो अल्बम आहे. मग याला जपण्यासाठी तुम्ही अजूनही काय-काय प्रयत्न करतात? की जसं आता तो कपाटात ठेवलेला आहे, ठीक आहे. एकदम सुरक्षित ठेवलेला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करतात? की जेणेकरून तो अल्बम सुरक्षित राहिला पाहिजे, आणि पुढं अजून तो अल्बम जो आहे, आपल्याला आठवण म्हणून आपल्यासोबत कायमचा राहायला पाहिजे. काय करतात असं?
हं. हं, हं. हं, हं. हां, हां. हं, हं. हे पहा ह्याच्यासाठी मला असं वाटतं, मी अ, म्हणजे त्याला तिजोरीतच ठेवतो आम्ही जास्त करून. म्हणजे जे एकदम सेफ लॉकर आहे त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि उंदरापासून किंवा काही म्हणजे असे तर नाही आहे, परंतु मुलांनी काय घेऊन ते पाहत बसू नये किंवा पानं-बीनं फाटू नये. एखाद्या वेळेस जर खूपच खराब झालं वाटलं, तर मग नवीन आत्ताच आम्ही तो काही दिवसापूर्वी नवीन आणून टाकलं. खूप पाहिलं जुनं झालं होतं तर. चांगल्या क्वालिटीचा म्हणजे त्याच्यामुळे ते फोटो व्यवस्थित राहतील, आणि खराब नाही होणार याची काळजी आम्ही घेतो. अशा प्रकारचं त्याला ठेवलेलं आहे आम्ही.
बरोबर. अरे वाह. अगदीच छान. म्हणजे एकदम फार काळजी केली जाते त्या अल्बमची. थोडक्यात सांगायचं झालं तर.
हं, हं, हं. हां. कारण की सगळेच आमच्या सर्व पिढ्या त्याच्यातच आहे असं वाटतं कधी-कधी भावाच्या लग्नाच्या वेळेसचे <laughs> भावाचे लग्नाचे फोटो वडिलांचे कधी, वडिलांच्या मित्राच्या सगळ्या आठवणी एकाच ह्याच्या ठिकाणी जमा झाल्यात, जणू काही त्या अल्बममध्ये. म्हणून तो अल्बम फोटोचा आम्हाला अतिप्रिय आहे. कधीपण बोर वाटलं तर म्हणजे, खूप टेन्शन असलं तर काढायचं आणि पाहत बसायचं. बरोबर आठ मागच्या गोष्टी आठवतात आणि जे टेन्शन आहे ते आपण विसरून जातो, मला असं वाटतं.
<laughs> अगदी बरोबर. नाही, अगदी बरोबर.
हं, हं.
मला एक मग असं विचारायचं आहे. मग आता व्यावहारिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या यांच्यातला बॅलन्स कसं साधता? किंवा मग काय विसरायचं, काय ठेवायचं, हे नेमकं हे नेमकं कसं ठरवतात? आजच्या या, दैनंदिन आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे.
आमच्या जीवनातल्या काही आठवणीच आहेत, ते आपल्याला जागं ठेवतात किंवा आपल्याला होप देतात किंवा आपण कुठून आलो कुठपर्यंत चाललो अ, याची आठवण करून देतात. आम्ही पाहतो ना भरपूर वेळेस काय होतं, की आम्हाला आमचं जीव जुनं दिवस आठवत नाही आम्ही कोणत्या परिस्थितीतून काढलो. अचानकच आम्ही खूप श्रीमंत झालो का. आम्हाला वाटायला लागतं की आम्ही काय हवेतच उडू लागलो की काय. आणि आम्ही लोकांची जी पहिली गरीब परिस्थिती आहे. त्यांची आम्ही कदाचित कधी-कधी खिल्ली उडवू शकतो. परंतु, जर आम्ही असे फोटो किंवा अशा आठवणी जर आमच्या अ, डोक्यामध्ये नेहमी ठेवल्या. आणि आम्ही कुठून आलो? हे जर आम्ही त्यांना म्हणजे पाहिलं, तर म्हणजे त्या आठवणी आम्ही नेहमी जपून ठेवायच्या आणि पहायचं, माझी सुरुवात काय होती आणि आत्ता मी कुठे आहे. आणि अशा प्रकारे तो पद्धत अ, आपल्या जीवनामध्ये प्रगती करत राहायची पुढं जायचं. पण जमिनीवर राहून, जास्त उडून नाही मला असं वाटतं. आणि अ, म्हणजे हेच तर जीवन आहे. म्हणून त्या जुन्या गोष्टी नेहमी आम्ही आठवून ठेवायची, की आपण कुठून निघालेलो आहोत.
अगदी बरोबर. म्हणजे पूर्वीचं जे आपलं जे स अ, परिस्थिती होती त्याला कधीच विसरायचं नाही. जेव्हा चांगली नवीन परिस्थिती येते म्हणजे जेणेकरून आपल्याला काय आहे त्या गोष्टीचा अहसास राहतो त्या गोष्टी पाठीमाग पाठीमागची मेहनत आपल्याला नेहमीच लक्षात राहते.
हं, हं. हं, हं. हं, हं.
नक्कीच. मला फार छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुन्हा बोलायला आवडेल मला तुमच्याशी. तुमचे खरंच मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद.
हो. आणि तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद, की तुम्ही या सर्व जुन्या आठवणी मला काढून दिल्यां. आणि विशेषरीत्या त्या अल्बमची आठवण मला झाली आज आणि कदाचित मी तो पाहीनही. खूप धन्यवाद तुमच्या या सुंदरशा संवादाबद्दल.